<chuckles> जे सांस्कृतिक आहे, जे पारंपरिक आहे ते मी अ, नक्कीच फॉलो करते. पण ट्रेंडच्या नावाखाली अ, शरीर अ, प्रदर्शन करणं अ, किंवा इतर गोष्टी ट्रेंडच्या नावाखाली करणं मला जास्त पटत नाही. आवडतं लोकांना त्याच्यासाठी मी मना करत नाही.
म्हणजे अ, प्रदर्शनचं असं नाही, पण एखादे असे चांगले कपडे पण असतात बघा, फॉर्मल्समध्ये पण ट्रेंड्स येतात, सेमी फॉर्मल्समध्ये पण ट्रेंड्स येतात.
हो. हो, हो, हो, जिथून पूर्ण अंग झाकलं जातं अशी फॅशन असेल, तर मी ती नक्कीच करते. थोडाफार बदल स्वतः मध्ये करायला हवाच आपण.
ते हां. अच्छा. अच्छा, म्हणजे फॅशन आत्मसात केलंय तुम्ही म्हणजे एकंदरीत आता अ, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात नुसतं मॅनेजरियलमध्ये नुसतं एक साधं फॉर्मल ठरलेलं असं एक ड्रेस कोड नाही केलंय, तर तुम्ही बदलताय अ
हो. नाही, नाही. मी साचेबद्ध अ, पद्धतीनं राहण्यापेक्षा जसं प्रवाह आहे त्या पद्धतीनं चालून स्वतःची अ, ठाम ज्या गोष्टी आहेत त्या स्वतःशी ठाम ठेवून पुढे मग तत्त्वांप्रमाणे फॅशन बदलायला फॅशन फॉलो करायला हरकत नाही असं मला वाटतं. अ, बाकी आत्ताची जी पिढी आहे त्यांचे विचार थोडेसे वेगळे आहेत आणि माझ्या पिढीतलं अंतर आणि त्यांच्या पिढीतलं अंतर जरासं जास्त असलं तरी, मी शक्यतो प्रवाहाच्या बाजूनं चालायचा प्रयत्न करते. फॅशन ही कधी चुकीची नसते. बघणाऱ्याच्या नजरेत अ, ते ठरतं.
हां. हं. अरे वाह! मस्त. <chuckles> बरोबर. नक्की, नक्की. आता हे झालं सगळं भा बाह्य अ, म्हणता येईल, पण किती वेळा अ, बऱ्याच लोकांना असं असतं, अरे मी बरोबर दिसत नाहीये. मला थोडं दाताचं काहीतरी केलं पाहिजे किंवा मला वजन कमी केलं पाहिजे किंवा वाढवलं पाहिजे. म्हणजे जे बारीक असतात त्यांना वाढवायचं टेन्शन, कमी असतात म्हणजे जे जाडे असतात त्यांना कमी करायचं टेन्शन, जे बुटके असतात ते एक्स्ट्रा शूज किती मोठे शूज घालतात. अ, म्हणजे पाय मुरगळेल असे शूज असतात, च ते काय म्हणतात स अ, ट टिकटॉकचे कसे म्हणतात त्याला हां, हिल्स, हाय हील्स वगैरे बरोबर पेन्सिल्स ते मग अशा गोष्टी वगैरे अ, काही तुम्ही अ, वापरतात का?
हो. हो. <coughs> <laughs> हो. हो ना. हो. हो, हो, हो. <chuckles> हिल्स, हाई हील्स, पेन्सिल हिल्स. हो, हो. अ, वजनाचा जर विचार करायला गेलं, तर जे आपल्या शरीराचा बॉडी मास इंडेक्स आहे. त्या प्रमाणातच मी वजन ठेवायचा प्रयत्न करते <coughs> आणि अ, उरला प्रश्न हाय हिल्स किंवा अजून काही, जे माझ्या शरीराला झेपतं. मी तेवढीच अ, फॅशन करणं पसंत करते. इतर गोष्टी दाखवण्यापेक्षा, मला ज्या सहन होतायेत, सोसत आहेत हां.
हां. दाखवण्यासाठी नाही, पण खरंच चांगलं आहे ना म्हणजे एखादी व्यक्ती बारीक असेल, तर अंगावर थोडंसं मास असणं खरंच हेल्थ अ, म्हणजे आरोग्याच्यादृष्टीने आहे किंवा अ, अ
हां. हो, ते आहे. मी तेच म्हणाले. हो ना, बॉडी मास इंडेक्ससाठी जेवढं वजन गरजेचं आहे. अ, बॉडीमासप्रमाणे हो, तेवढं पुरेसं रिक्वायर्ड आहे तेवढ्याच हो.
हां, बरोबर, बरोबर. बॉडी मासमध्ये अ, जेवढा री बरोबर. नक्कीच, नक्कीच. खूप छान असे तुमचे
हां, स्थूलतेकडे तरी अजून तरी मी नाही.
हां, हां,
हो आणि मी प्रयत्न करते की माझं वजन वाढणार नाही. म्हणजे
म्हणजे काही लोकं त्याच्यामुळे खाण्यापिण्यावरती पण अ, भरपूर अ, शिस्त लावतात स्वतःला नको तेवढी.
नाही. पण हो ना, तसंच.